अ, अगदी, अगदी. पहा मला वाटत जर आपल्याला फूड वेस्ट होऊ द्यायचं नसेल, तर त्याची सुरुवात खरंच आपल्या घरापासून केली पाहिजे. पहा ना कारण आजकालच्या <chuckles> काळामध्ये अ, कुठेतरी जास्त जे फूड आहे हे कुठून वाया जात असेल अन्न, तर मला वाटतंय घरातून. तर मला वाटतंय घरामध्ये देखील आपण काही अशा टिप्स म्हणा वापरायला पाहिजे की जेणेकरून जे आपलं फूड आहे हे जास्त प्रमाणामध्ये वेस्ट गेलं नाही पाहिजे. तर पहा आमच्या घरामध्ये देखील असे नियम आहेत. आम्ही काय करतो की ज्या घरामध्ये वस्तू लागतात, जसं की एखादा मसाला म्हणा किंवा मग जे बी पॅकेजिंग तर आम्ही अशा फार मोठ्या पॅकेजिंग आणत नाहीत. मी अगदी अशा छोट्या-छोट्या पॅकेज आणतो की जेणेकरून कसं की आपल्याला युज करायला सहजरित्या त्या गेल्या पाहिजेत. कारण जर मोठं पॅकेजिंग हां ना अगदी आणि मला वाटतं अ, जर आपण मोठं पॅकेजिंग आणलं ना, तर आपल्याला आपण मग आपल्याला ते अंदाज राहत नाही. आपण म्हणतो "टाका, टाका." मग तसं केलं ना तर नक्कीच ते कुठेतरी वाया जातं. तर मला माझ्याकडे पैसा आहे पण संपूर्ण गोष्टीत. परंतु मी काय करतो कुठेतरी अन्न वाया जाऊ नये ह्यासाठी मी अगदी अशी ते लहान-लहान पॅकेट आणतो. जेणेकरून ह्याचा युज आहे ना हे अगदी सोप्या रीतीने करता आला पाहिजे. आणि त्याच प्रकारे अ, एक्सपायरी डेट बघून मी कुठेतरी वस्तू आणतो. कारण अ, आता पहा ना कसं असतंय लई जर जवळची असली एक्सपायरी आणि आपण ती गोष्ट आणली आणि ती युज नाही करता आली तर मला वाटतंय, ती तारीख संपल्यानंतर हां. नंतर ती आपल्याला युज देखील कुठेतरी करता येत नाही. तर निश्चितच मला वाटतं कुठेतरी एक्सपायरी डेट ह्यासारख्या गोष्टी बघून अ, मी त्या घरात गोष्टी आणतो. आणि मला वाटतं घरामध्ये आणल्यानंतर मग आम्ही काय करतो जेवढं आम्हाला ताजं खायचंय आणि तेवढंच आम्ही मग काय करतो सगळ्यांचं मोजमाप घेऊन, की "तुला किती पोळ्या खायच्यात, तुला किती खायच्या?" तर अशा प्रकारे आम्ही जेवण बनवतो. तर मला वाटतं अगदी जेवढा आपल्याला लागेल, जेवढं आपल्या पोटापुरत तेवढं जर आपण निश्चित कुठेतरी जेवण बनवलं किंवा अन्न शिजवलं तर हां. फा फार फरक पडतो. हां. जे आपलं अन्न वाया जाणार आहे ते कुठेतरी हं, हं.
हं. नक्कीच. आणि ताजंही राहत नाही का ते? नक्कीच. अगदी बरोबर. करता येतं. हो बरोबर, बरो. ती फेकून देतो आपण. नक्कीच. तेवढं. नक्कीच. तर खूप फरक पडतो. हो. नक्की. बरोबर बोललात तुम्ही. आता हे बघा ना आपण घरातलं नाही हे बघा ना, नाही हे बघा घरातलं तुम्ही छान उदाहरण दिलं. आता बाजारातच आपण बघतो कधी-कधी नासाडी होते हो. म्हणजे नाही का आता शे शेतकरी लोकं किंवा जे विक्रेते असतात ते इतका भाव सांगतात की दिवसाच्या शेवटी त्यांना उरलेल्या भाज्या फेकूनच द्यायला लागतात. तर अशा वेळेला तुम्ही विक्रेत्यांना मार्केट मधल्या लोकांना काय म्हणजे सांगू शकाल की तुम्ही काय करता यावं त्यांनी? म्हणजे नाही का होलसेलमध्ये विकावं किंवा न लोकांना म्हणजे कमी किंमतीत विकावं? कसं त्यांनी उपाययोजना केल्या पाहिजेत ज्यांनी किंमत कमी असेल आणि नाही का वेस्टसुद्धां टाळेल?
हो, हो. हो.